अगदीच आणि हे एकत्र जेवणं म्हणजे फक्त आता म्हणजे हे तर झालं घराचं. एकत्र जेवण आपण खूप लोकांबरोबर करतो ना, मित्रांबरोबरही करतो. आणि अ, अ, बघा काय आहे ना, एकत्र जेवण करणं. आपण असं अ, कोणाबरोबर पण जेवून नाही शकत ना? आता तुम्हाला, तुम्ही कुठेही असं एखाद्या माणसासोबत नाही जेऊ शकत. ना मी जेऊ शकत. आपण आपल्या लोकांसोबतच जेवतो. तर मग तो व्यक्ती आपल्या जवळचाच असेल. नाहीतर आपल्याला, नाहीतर कुणी डेटला विचारतं की, विल यू कम फॉर अ डेट? तर मग, जर तो डेटला ही विचारतोय, म्हणजे काय आहे ना, जर आपली इच्छा असेल, तरच आपण जातो, राइट? नाहीतर आपण का जाणार ना? आपण ट्रस्ट ठेवतोय कारण की जेवण ही अशी गोष्ट आहे ना, की त्या जेवणामध्ये कोणीही काही अ, एक अ, पदार्थ टाकून आपल्याला बेहोश करू शकतो, काहीही करू शकतो. तर आपण नाही जात, हां ना? तर मग जेवण हे आपण नेहमी आपण मित्रांसोबत पण करतो ना, तर तेव्हा गप्पा-गोष्टी असतात. आणि अ, जर एखादं कपल असेल, लग्न झालेलं कपल, त्यांनी तर बोलायलाच पाहिजे जेवताना. त्यांनी जर बोलला नाही तर मग जर मुलगा जर काही बोलतच नाही, तर मग त्याचं तर झालं असं. <chuckles> तर मग मला असं वाटतं की कपल लोकांनी
हो. बरोबर. नक्कीच. <laughs> खरंच, खरंच. हो. हो, हो. <laughs> नाही, तेव्हा ते लोकं बोलतात. ते दोघांचे मोबाईल असं मला तरी वाटतं की ते बाजूला ठेवत असतील आणि ते लोकं बोलत असतील. न्यू कपल वगैरे राहतात ना, आता सांगता येणार नाही बाबा, जग बदललेलं आहे, काही कळत नाही नेमकं काय चालू आहे.
काय बोल काही बोलत नाही. मी तुम्हाला सांगतो ना, जेव्हा मी असं भेटतो कोणालातरी, काय बोलता अर्धा तर माझा आहे ना, माझं असं होतं ना की <chuckles> मला भरपूर राग येतो. जेवताना बसले, शंभर फोटो काढायचे. मला असं होतं की, "अरे बाबा, ते अन्न आलंय, गरम आहे, मला खायचंय." माझी इच्छा आहे, की इथून तिथून प्रत्येक अ‍ॅगलने फोटो काढावे लागतात. काय काढले पाहिजे ना. बोलणं कमी होतं, ते सेल्फीस जास्त होतात, मग त्यानंतर ते होतं. हे नवीन कपल्समध्ये होतं.
हां, ते पण आहे. ते पण आहे. हेच तर आहे ना मग. हेच तर आयुष्यामध्ये गडबड झाली आहे ना या फोनची. तर फोनमुळे सगळं, म्हणजे काय झाले लोकांना कळत नाही आहे. ते जेवताना पण म्हणा, इत इतरत्र म्हणा, ते फोनमध्येच घुसलेले राहतात सगळे. ते काय करतात, काय माहिती. आणि हे टाळावं. आणि खरं तर म्हण म्हणतात ना, जेवताना मोबाईल घ्यायचा नाही कारण म्हणतात असं का काही अ, जेवणपण अंगाला लागत नाही, असं म्हणतात, नाही का?
हेच. हं. हं हं. हं. हं, हं. हं, नाही, कसं लागणार ते? <chuckles> म्हणजे, अ, हं, हं.
बरोबर, मग आता सांगा ना, मला अशी लहान मुलं वगैरे असतील, तर अ, त्यांना एकत्र जेवण आपण सांगतो का "चला रे, एकत्र बसा तुम्ही जेवायला" वगैरे. तर अ, त्यांना हे जेवणाचं महत्त्व, एकत्र बसून जेवणाचं महत्त्व, आपण कसं पटवून देऊ ओ?
हं, हं. हं, हं.